तर मग मी एक कमीत कमी आहे ना, 1 ग्लास भरून तेल टाकलं होतं त्यामध्ये त्या ताव्यावर.
बाप रे! ए काय म्हणता? अहो काय डिपफ्राय करायचं होतं की काय तुम्हाला?
हां मला नाही मला असं वाटलं की यार अंड्याला कदाचित ते होत असेल. एक अ, ग्लास भरून तेल टाकलं होतं आणि मग त्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये ते अंडं फोडलं मी. तर मग आहे ना, ते अंडं कमी, तो ओमलेट कमी आणि ती पुरी झाली होती.
हं. हां. ओके. <chuckles> हो ना. हं.
पूर्ण अशी तळून बाहेर आलेली पण छान झाली होती. जशी ही झाली होती ते छान झाली होती. मग त्यानंतर असं थोडं-थोडं, करत-करत समजायला लागलं. कधी मीठ कमी पडायचा, कधी हे कमी पडायचं, कधी मसाला जास्त व्हायचा. पण कसं आहे की तुम्ही प्रयत्न करता तेव्हाच तुम्ही शिकतात ना, त्यात. तर मग असं करता-करता मग शिकायला लागलो आणि आज मी तुम्हाला सांगेल ना, की अशा बऱ्याच रेसिपी आहे. तुम्ही व्हेज बोलू शकता नॉन-व्हेज बोलू शकतात. अ, स्वीट्स बोलू शकतो. प्रत्येक डिश मला बनवायला येते आणि खूप उत्तम आणि जबरदस्त टेस्टी बनवू शकतो मी आणि बनवतो असं मी तुम्हाला सांगेल. हो.
ऑब्वियसली हां. हं. हां. हं, अगदी खरं आहे. हां. ओके हं. वाह, वाह, वाह! फारच छान, हं तर मग तुमची सर्वात आवडतेची रेसिपी कुठली ओ, आणि ती तुम्हाला का आवडते ते ही मला सांगा हां.
हं. अ, हां मला सर्वात जी बेस्ट वाटते ना, म्हणजे हं असं हं, मी थोडं माझं मी प्युअर नॉन-व्हेजिटेरियन आहे असं बोलेन.
हं. हां. ओके हं मग कुठली आवडते रेसिपी?
प्युअर व्हेजिटेरियन असतात. मी प्युअर नॉन-व्हेजिटेरियन आहे. हां.
हां. <chuckles> ओके म्हणजे व्हेज तर खायला तुम्ही काय एकदम चार हात लांब राहता की काय?
हां, मला म्हणजे चार हात नाही, मी दहा हात लांब असतो त्याच्याकडून. कधी-मधी ठीक आहे पण नाही तर नॉन-व्हेजमध्ये चिकन झालं, मटण झालं याच्यामध्ये मी बऱ्याच प्रकारचे अ, डिशेस बनवतो आणि चिकनमध्ये तर मला असं वाटतं ना, की मी इतके प्रकार केले आहेत ग्रीन चिकन, व्हाईट चिकन, ब्लॅक चिकन अ, ड्राय चिकन असू शकतं, पालक चिकन असू शकतं. मग चिकन बिर्याणीमध्ये पण बऱ्याच पुलाव बिर्याणी, त्यानंतर दम बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी. बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे की तर चिकनमध्ये आणि बट कसं आहे माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो हां, बघा.
<chuckles> अरे बापरे! हं. हं. ओके. हां. हो, हो, हो. हं. हं. हां. हं. हां.

चिकन जे आहे ना चिकन चिकन जेव्हा आपण आणतो आणि त्याला आहे ना अ, आपल्याला मोस्टली लोकांना ते टेस्टचं कधी-कधी असं वाटतं की यार ते टेस्ट का नाही येत. प्रॉब्लेम काय होतो तर चिकनचं असं असतं आणतात, बॉईल करतात. एकदम हाय फ्लेमवर बॉईल करतात आणि मग भाजी वगैरे जे काही त्यांना बल बनवायचं असतं. ते चिकन आहे ना थोडं असं ना कडक-कडक लागतं, म्हणजे खायला, असं होतं.
हं. हां, हं. हं. हां, हां, हां. हं. बरोबर. हं.
पण लो स्टीमवर त्याला बॉईल केलं जितकं, म्हणजे ते असं होतं ना की आपण अ, जसं तोंडामध्ये टाकतो ना ते चिकन मे मेल्ट झालं पाहिजे. ते म मटण मेल्ट झालं पाहिजे. तर मग त्याच्यासाठी लो फ्लेमवर मग त्याचं मॅरीनेशन तसं केलंय. इफ तुम्हाला स्वाद हवा असेल.
हां. येस. राइट. हं, हं, हं.
तेही मॅटर करतं. फक्त भूकसाठी खायचंय तर नाही. मला स्वाद मॅटर करतो. स्वादसाठी पेशन्स पाहिजे आणि पेशन्सनी जेवण बनवलं ना तर मग क्या बात! मग ते हां, हां, हां. <chuckles>
हां. ते आहे. हं. <laughs> हो. ते तर आहेच. अहो पण तुम्ही सांगितलंच नाही की तुम्हाला कुठली रेसिपी सर्वात जास्त आवडते, का चिकनच्या कुठल्याही सगळ्याच आवडतात?
तर मला चिकनची आवड
ओके.
नाही. चिकन चिकन हा जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये चिकनची ग्रेव्ही वगैरे. तर मला आहे ना जे बोलतात ना एक नॉर्मल आहे. म्हणजे झटपट जी मला रेसिपी आवडते. अ, म्हणजे मी सांगेल की ती रेसिपी कशी आहे ती माझी ऑल टाईम फेव्हरेइट आहे आणि जाम टेस्टी आहे ती. मग आपण चिकन बॉईल करतो राइट? नॉर्मल चिकन बॉईल करतो ना, तर फक्त चिकन बॉईल करायचंय आपल्याला. जे जसं ज्याला ज्या पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने.
हं. हं. हं, हं. ओके. अरे वाह! हं, हं. हां. ओके. हं. हं, हं.
आणि हे हिरवी मिरची घ्यायची आहे, हेच आणि त्यानंतर काय बोलतात अ, आपलं लसूण वगैरे घ्यायचंय, थोडंसं कोथिंबीर वगैरे घ्यायचंय आणि त्याला आहे ना थोडं ताव्यावर थोडं तेलामध्ये हलकसं आहे ना फ्राय करून घ्यायचंय आणि त्याचा ठेचा करायचा.
हां. हां. हं.

नाश्त्यामध्ये काय आहे, सिंपल आपल्याला ऑमलेट घ्यायचं बनवायचं. असं फोडायचं टाकायचं खायचं. फोडायचं टाकायचं खायचं. ऑमलेट घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो मॅगीला तरी टाईम लागतं. ते पाणी गरम करा, मग त्याच्यानंतर पाणी गरम झालं त्याच्यात तो मसाला. ज्याला ज्या प्रकारची जमते तो बनवतो. पण अंड्याला कसं तेल टाकलं, फोडलं ऑमलेट तयार. ते इट्स व्हेरी सिंपल.
अरे देवा! हो, हो, हो. हं. हो. खरं आहे ते. हं. <laughs> वाह वाह वाह! छानच. मस्त. हं.
पण जर शॉर्टकटमध्ये जर करायचं असेल. नाहीतर जर टाईम असेल तर बऱ्याच काही गोष्टी आपण करू शकतो. अशे म्हणजे बरेच काही रेसिपीज आहेत. शॉर्टकटमध्ये हे अंड-वंड ठीक आहे यार.
हां. हो ना. हं. हं, हं. हो अगदी खरं आहे. पण मग स्वयंपाक करतांना तुम्हाला कशा बाबतीत आनंद येतो? म्हणजे खूप वेळेला काय करतात स्वयंपाक बनत असताना आपण चव घेतो बघा. त्याला त्या ते घेताना आनंद येतो की लोकांची जेव्हा तारीफ मिळते की लोकं म्हणतात, कौतुक करतात की "वाह! काय बनवतोय यार हा!" असं असताना ता अ, खूप छान वाटतं की काहीतरी नवीन शिकताना तुम्हाला मजा येते? काय वाटतं, स्वयंपाक करतांना?
हं. हं, हं. हं. हं. हं, हं, हं. तर लोकांच्या तारीफ तर मला इतकं नसतं, की ते तारीफ-वारीफ करतील. म्हणजे ते नाही कारण की लोकांना खोटी प्रशंसा करायची सवय लागली आहे. तर ते बसतात, "अरे वाह! छान केलं आहे." "ए जा रे तू, मला असं वाटतं की खोटं नको म्हणू." आपल्याला समजतं. बघा आपल्यालाही समजतं. जेव्हा एकदम मूडमध्ये असं मस्त गाणं बोलत-बोलत जेव्हा आपण काहीतरी बनवतो अचानक. हां. तर कमीच टाइम मी बनवतो. मी असं नेहमी नाही बनवत कारण की इतका टाईम नाही माझ्याकडे. कधी मधi जेव्हा बनवतो. तर मग एकदम प्रेम ओतून, पूर्ण लक्ष देऊन, मस्त गुणगण गाणं वगैरे गात. ती जी स्वयंपाक होतो ना, जो म्हणजे मी माझं पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेट करून बनवतो, तो छान होतो. पण लोकांना तो छान वाटतो ते मला काही मॅटर नाही करत. बाबा मला मजा आली आहे बनवताना. आय एम सॅटिस्फायड. माझं सॅटिस्फॅक्शन आहे. मी बनवली हे डीश. मी तुला सॅटिस्फाय करायला नाही बनवली. हे मी माझ्यासाठी, माझं सश सॅटिस्फॅक्शनसाठी मी बनवली. मग ते कितीही घाण असलं ना, मला मजा येणार ते खायला.
हं. <laughs> हां. हं, हं, हं. <laughs> अच्छा, हं. हां, हां, हां, हां. हं, हं. हां. हं. हां. ओके. हं. हां. हां. ओके. हं. हां.

बघा झटपट मला असं वाटतं ना, की आता सध्या तरी जर पाहुणे जास्त आहे ना, तर त्यांच्यासाठी, <chuckles> बघा जर मी आहे घरामध्ये आणि पाहुणे जास्त आहे. तर मी काही चपात्या लाटत बसणार नाही त्यांच्यासाठी आहे ना. तर ते चपाती-बिपाती बनवतात तर मला शक्य नाहीये. ये नहीं होएगा भाई. <chuckles> म्हणजे तुम्ही आले बसा. तर काय करू शकतो ना, आपण मस्त एखादी आहे ना, काय बोलतात खिचडी लावू शकतो.
हं. हां. हो, अगदी खरं आहे. हो ना. <laughs> हो. हां. हं. <laughs> अच्छा. हं. हां.
त्याला द्यायची लावून, है ना. भात वगैरे टाकायचा, कांदा, टोमॅटो, एखादी डाळ घ्यायची कुठलीतरी, या मिक्स डाळ टाकून द्यायची त्याच्यामध्ये. आप आणि बघायचं फ्रिजमध्ये काय-काय अव्हेलेबल आहे. खिचडी म्हणजे तुम्ही काहीही टाका ना, म्हणूनच त्याला खिचडी बोलतात ना.
हं. हं, हं. हां. <laughs> अगदी खरं आहे. हो, बरोबर.
काही टाकू शकता तुम्ही. मग त्यामध्ये असच आहे, की तुम्हाला जर थोडं फ्रेग्रन्स हवा असेल, तर त्याच्यामध्ये तेज पत्ता वगैरे टाका, इलायची वगैरे टाका, आहे ना. स्पायसीनेस थोडा जर पाहिजे, तो मिरचीचा स्पाइसीनेस नकोय, तर मग दालचिनी वगैरे. ते असतात ना मो अ, दालचिनीच बोल काय बोलतात ते, काढे मिरे. काळी मिरी हां, काळी मिरी वगैरे टाका, त्यानेही थोडा स्पायस वगैरे येतो. डिपेंड करतं, की काय आहे, जर खाणाऱ्यांना काय पाहिजे तसं. तर त्या संब एकदम झटपट होते खिचडी. काय आहे ना, ते सगळं टाकून द्यायचं, सगळं मिक्स करायचं द्यायचं, ओतून त्याच्यातन. लावायचं कुकरला 4 शिट्टी झाली, की एकदम बसा खायला चला घे भाई.
हं. हां. हं, बरोबर. काळी मिरी, हां. हं. हां, बरोबर. हं. हो ना. तेच. <laughs> हं. <laughs> वाह! हं, हो. फार छान म्हणजे झटपट होऊन जाते.
ते खा, आहे ना, तसं. तर मग पाहुण्यांसाठी झटपट हां, पाहुण्यांसाठी झटपट ते असतं. जर मी आहे घरात तर.
हं. हां आणि मग जर नाश्त्याचं काही असेल तर?
हं.

मग तुम्ही नेहमी इतर वेळेला जेव्हा इतर रेसिपी बनवत असतात किंवा इतर इतर स्वयंपाक जेव्हा करायचा असतो काहीही रेसिपी बनवायची असते, तर त्यावेळेला नेहमीची जी पद्धत आहे की त्याची जी रेसिपीची अ, ओरिजिनल जी रेसिपी आहे, की अ, म्हणजे आता जर भात बनवायचा तर त्याच्यात पाणी घाला, मग अ, ते कुकरमध्ये चढवा. मग म्हणजे ज्या जी ओरिजिनल स्टेप्स आहेत तेच फॉलो करता की काहीतरी प्रयोग करत असता कुठल्याही रेसिपीमध्ये आजकाल?
हं. हं. हं, हं. हं. हं. हं. हं, हं. ऐ. प्रयोग तर करत असतो. बघा प्रयोग करतच असतो मी आणि अ, बऱ्याचदा असं म्हणजे काहीही करत बसतो मी आणि अ, अं हां, तर अ, खूप लोकं मिठी भात वगैरे बनवतात माहिती आहे तुम्हाला असं? मीठी भात? आपण सूर्यवंशम पिक्चरमध्ये बघितलं होतं.
हं. <chuckles> अच्छा. हां, हं. <laughs> हो, हं.
ते उरलेल्या भातामध्ये दूध टाकून मिठी भात बनवून टाकते. असं.
दूध टाकून. हां. <chuckles> हो, हो.
तर मग मी असा प्रयत्न केला होता एकदा, की अ, म्हणजे तो भातामध्ये आहे ना असा प्रयत्न लोकं पाणी वगैरे टाकतात ना, की पाण्यामध्ये भाताला बनवतात. तर आहे ना मी असं केलं होतं, की आहे ना त्या भाताला आधी आहे ना दुधामध्ये बॉईल केलं होतं त्यात. मग दूध असतं ना त्या दुधामध्ये आणि तो जेव्हा भात बनतो, तर त्याच्यामध्ये एक दुधाचा फ्लेवर जातो आणि ऑलरेडी दूध त्याच्यामध्ये आहे ना एक मिक्स होऊन जातं ना ते फ्लेवर वगैरे आहे ना तसंच. आपण जसं बनवायचं आहे तसं. तसं केल्याच्यानंतर तो भात जेव्हा होतो प्रॉपर आपला जसा भात होतो ना तसंच. मग जे क काही लोकं त्याची जेव्हा तुम्ही खीर बनवतात तर ऑलरेडी एक आणखीन दूध जे असतं ना, सपोज तुम्ही एक लिटर दूध घेताय ना त्याला पाव लिटर करून टाका इतकं गरम करा. म्हणजे ते एकदम ब्राउनिश टाइप झालं पाहिजे. घट्ट जाड आहे ना. मग त्याच्यामध्ये हां, म्हणजे एकदम पण जाड नाही हां, एकदम पण जाड नाही. म्हणजे थोडंसं ब्राउनिश कारण की मग त्याचा टेस्ट आहे ना तो जर थोडा छान वाटतो. तर मग तसं करतो मी आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये काजू-बदाम वगैरे टाकून आणि हा जो भात आहे ना हा दुधातला हा टाकून त्याची जी खीर बनते. अ, लाजवाब अशी खीर असते ती म्हणजे ती म्हणजे
हं. हं. ओके. हां. हां, हां. हं. हां, बरोबर. हं, हो ना. हां, हो. हं. हां. हं. हां. हां, रबडीसारखा ना? हां, हां, हां, हां. ओके, हं. हं, हं. हां. हं. आ हा! वाह, वाह! हं.